तो चित्रपट दाखवायला नेलेला आणि मग त्या चित्रपटानंतर पाहिल्यानंतर असं वाटलं, की हा कुठेतरी आपल्याशी थोडा बहुत का होत नाही कुठेतरी आपल्याशी अ, जीवनाशी थोडंसं मिळता-जुळता आहे आणि मग तिथून थोडंसं सीरियसनेस वाटलं लाईफमध्ये असं मला वाटतं.
हं, हं. हं, हं. अगदी. अरे वाह! <chuckles> काय नेमकं होतं म्हणजे? आणि कधी तो चित्रपट पाहिला तू नेमकं?
अ, मी काय आहे ना शाळेमध्ये होतो आणि नेमकंच काय झालं 10वी चं वर्ष सुरू झालं होतं. जून 2018 त्या दिवशी मी तो सिनेमा बघितला. माझ्या अ, मित्राचा वाढदिवस 18 तारखेला जसं सांगितलं मी. ते जूनची सुरुवातच झाली होती. म्हणजे नेमकी शाळा सुरू होऊन जे आहे 4-5 दिवसच झाले होते आणि 9वीच्या रिझल्टच्या वेळेस आहे ना ते आमच्या शिक्षक लोकं आमच्या शिक्षक लोकांनी सांगितलेलं होतं घरच्यांना, की याचं काही अभ्यासात काही लक्ष नाही म्हणे आणि आम्हाला वाटत नाही म्हणे हा काही 10वी काढंल म्हणून. तर थोडंसं तुम्ही लक्ष द्या म्हणून, तर तो विषय झालेला आणि मग हा चित्रपट पाहायला आम्ही गेलो तिथं त्याचा वाढदिवसाच्या दिवशी आणि मग तो चित्रपट पाहिल्यानंतर असं थोडंसं सिमिलॅरिटी जो सुरुवातीचा जो भाग होता अर्धा, तो म्हणला हे हा आपल्या मिळता-जुळता आहे कारण की
हं, हं. हो. हं, हं. हं, हं. <chuckles> अच्छा. हो, हो. हां. हं, हं. हं, हं.
आळस माझ्यामध्ये पूर्णपणे भरलेला होता. आळशी होतो मी खूप लाईफबद्दल, कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच सिरियसनेस नव्हता. अभ्यास, शाळा काहीच नाही कोणी कितीही गांभीर्याने हो.
<laughs> हां, हां. खरं आहे. अवघड अवघड जीवन होतं तुझं लय. हां, काय गंभीर्य नाही. <chuckles> हां.
खतरनाक. काहीच नाही. कोणी कितीही काही बोललं, तर ते एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं.
हं, हं.
अशी ती परिस्थिती होती आणि दुसरं म्हणजे काय, की अ, माझे वडील अ, पण याचे ते मिलिट्रीतच होते. आम्ही त्यावेळेस आम्ही मिलिट्री क्वार्टरलाच राहायचो, तर काय त्यांच्या वागण्यात भरपूर काही फरक होता. माझ्याबद्दल तर त्यांनाही कळून चुकलं होतं, की बाबा ह्याचं काहीच आयुष्यात काही होऊ नाही शकत म्हणून. मग अशी ती एकूण एक परिस्थिती होती, पण मग जेव्हा तो चित्रपट बघितला ना तर मग मला थोडंसं काही रिअलाईज झालं आणि थोडंसं असं कळलं, की यार लाईफमध्ये सीरियस होणं फार गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर मी पण ते लक्ष ठेवलं आणि माझं ऑलरेडी होतंच पहिल्यापासून पण मी एवढं सीरियस नव्हतो, की मलाही भारतीय सैन्यातच जायचं होतं, पण माझं काय होतं, की एवढं काही असं मनापासून नव्हतं. ते घरी-दारी बोलायचे, की बाबा असं आहे, तसं आहे मग असा आजूबाजूचा माहौल होता, तर मलाही वाटायचं, की ठीक आहे आपणही जाऊच म्हणून, पण प्रयत्न नव्हता माझा. जायचं होतं ठरलेलं, पण प्रयत्न नव्हता. तो पिक्चर पाहिल्याच्यानंतर कुठेतरी असं जाणवलं मला, की आता प्रयत्न करायला आपल्याला हरकत नाही आणि ते 10वी चं वर्षच होतं तर एक टर्निंग पॉइंटच असतो तो 10वी चं वर्ष म्हंटलं तर आणि मग तिथून मी थोडंस सीरियस झालो आणि मग थोडेसे बदल आलेत, की जे चांगलेच होते असं मला वाटतं. पण काय आहे एक दुर्दैव असं, की नाही झालो सिलेक्ट. नाही जाता आलं भारतीय सैन्यामध्ये. ते एक दुर्दैव आहे.
हो, हो. हं, हं. अरे! हो, हो. हं, हं. हो. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरेरे!